अ, हां. आणि आता ह्यात तुम्ही एक सल्ला काय देऊ शकता? असा की जर का घरात आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल किंवा घरातच जर का आपल्याला म्हणजे व्यवस्थित वातावरण आपल्याला घरातच मिळतं ना, की एक शांतता वगैरे, राहण्यासाठी. मग असं तुम्ही कोणत्या गोष्टी काही सांगाल का? की बाबा दिनचर्या एक आपल्या दिवसाची सुरुवात असावी, दिवसाचा शेवट असा असावा, की त्याच्यामुळं आपल्याला बाबा घरात सुद्धा ताणतणाव कमी करता येईल आणि घरंच आपला आश्रय बनेल व्यवस्थित पद्धतीनं. तर अशा काही गोष्टी मानसिकदृष्ट्या असतील, शारीरिकदृष्ट्या असतील, की ज्या पद्धतीने तुम्ही आधी सांगितलं, की अ, व्यायाम असेल, आहार असेल. त्याच्याबरोबर अजून काही गोष्टी तुम्ही जोडू शकता का ह्याच्याबरोबर?
हो. आहो. हो. मला तर नक्की वाटेल, की अ, व्यायाम तर आहेच जरुरी पण दुसरं म्हणजे ना, आपण एक आपलं रुटीन पण बनवलं पाहिजे प्रत्येकाचं. म्हणजे आपण काय म्हणतो ना, एनीटाईम अवेलेबल नाही. कारण प्रत्येकाला गृहीत धरून आपण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संवाद केला पाहिजे एकमेकांशी. म्हणजे तुम तुझ्या आयुष्यात काय चालू आहे ते मला पूर्ण माहीत पाहिजे आणि माझ्या आयुष्यात काय चालू आहे हे तुला मुरक पूर्ण माहित पाहिजे. ही अ
हां. नक्कीच. हां. खरं आहे. नक्कीच. <chuckles> नाहीतर, स्वतःच्याच आयुष्यात विसरून गेलाय, हरवून गेलाय. ते म्हणजे थडक्यात नाही तसं चालणार.
हां. असं नको व्हायल हो. म्हणजे जेणेकरून काय होतं? की उद्या म्हणजे ताणतणाव आला तरी, ती समोरची अ, व्यक्ती काय आता समजा एक नवरा-बायकोचं भांडण झालं. आणि समोरच्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं, त्याच्यामुळे ते अजून भांडण वाढतं. तुम्ही मला ओळखलंच नाही आणि तुम्हाला काय आहे? आणि मी काय? असं ते होतं. मग कधी एका टाइम एकमेकांचे ताणतणाव माहित असतं किंवा एकमेकांचा काहीतरी अ, प्रॉब्लेम चालू आहे ते माहीत असले का कसं होतं? ठीक आहे, आज थोडी टेन्शनमध्ये आहेत जाऊदे त्यांचं ऑफिस असं चालू आहे. ती रिलॅक्स राहते, थोडंसं ती सावरते गोष्ट, त्याच्याने काय होतं, की त्याला रिलॅ घरामध्ये ना, असं दबल्यासारखं होत नाही. त्याला आश्रय भेटतो, आपण बोलतो ना, की घरात आश्रय भेटतो कुठेतरी छान, मग तुंब रमतो त्या घरामध्ये, कारण त्याला बायको समजून घेते किंवा मु
हां. नक्कीच. <laughs> हां. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हां. थोडक्यात असं म्हणता येईल, की समस्या माहीत असल्यावर आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपाय काढू शकतो.
म्हणजे संवाद साधा चांगला. चांगला संवाद साधा. रोज, डेली त्यांच्याशी बोला. प्रत्येकाने एकमेकांशी बोला.
हां.

हो, आपण कसं त्यांना न सांगता आपलं रुटीन वगैरे चेंज केलं पाहिजे थोडंसं. आणि आता सम चहा वगैरे तर मला पहिले लागतो तणावामध्ये, तर मग आणि घरामध्ये ना, अ, ताणतणाव असे निर्माण होतात, की अ, कधी-कधी घरामध्ये पण संवाद जास्त नसला का, मग ते ऑफिसचं टेन्शन आणि घरचं टेन्शन सगळं एकत्र होतं. तर सहसा घरात हं, घरात संवाद जास्त ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही कामात असाल, तरी संवाद केला पाहिजे. आता समजा, अ, घरात जर जेवण बनत असल, तरी थोडंसं मुलांबरोबर, घरातल्यांबरोबर जर संवाद केला, तरी आपलं अ, काय होतं, थोडं टेन्शन कमी होत चालतं. पण बोलतं हो, हो. म्हणजे अ, एक असतंच ना, कुटुंब आहे. तर मग आता मुलांनी थोडंसं काही सांगितलं, तर आपण अ, लगेच चीड न चिडता त्यांना प्रेमानी अ, थोडंसं बोललं, तरी अ, आपल्याला हां, रिलॅक्स वाटतं. आणि एक तर कसं आहे, चिडलो ना आपण समजा त्यांच्यावर पण, थोड्या वेळाने आपल्यालाच वाटतं, "अरे, मी का चिडलो?" म्हणजे अजून हा ताण वाढला. <chuckles>
अ, हां. हं. बरोबर आहे की. हां. <chuckles> म्हणजे बोलतं राहिल्याने जरा थोडा ताण कमी होतो असं म्हणता येईल. <chuckles> खरं आहे की. हां. हां, म्हणजे आपल्याला अजून वाईट वाटतं विनाकारण की "अरे, असं नाही करायला पाहिजे ते" म्हणता येईल.
हो. हो. आणि अ, कधी असं असतं, की आपल्याला ना आपल्या बाउंडरी पण सेट कराव्या लागतात. म्हणजे असं असतं, की मर्यादा असते की आपण अ, आता घरी आलोय, तर लगेच आपण अ, स लगेच कामाला रेडी नाही झालं पाहिजे. म्हणजे कारण की टेन्शनमध्ये असतो किंवा एक तणावात असतो. तर तो तणाव आपला पूर्ण शांत होण्यासाठी आपल्याला 1 अ, आपण बोलतो ना 1 अ, 1 अ, तास किंवा दीड तास आपण एक साईडला बसून किंवा आपली आवडती गोष्ट जर केली ना, तर आपण थोडंसं रिलॅक्स होतो. जर आल्या-आल्याच घरी आलो आणि आल्या-आल्या जर आपल्याला कोणी पटकन म्हटलं, "ए मला पण पटकन जेवण बनवं बर." आपण काय विचार करतो. की "अरे यार, मी किती थकून आलेय," किंवा "माझ्या डोक्यात काय चालू आहे आणि समोरच्याचं काय चालू आहे." असं न होता की अ, घरातल्यांनी पण कॉ कोऑपरेट केलं पाहिजे एकमेकांना आणि
हम्म. हां, नाही बरोबर आहे. हम्म. हां. <chuckles> नाही. हां. खरंय, खरंय. नक्कीच. हं, नक्कीच, नक्कीच. पण आता ही असं कसं आहे की तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितल, की आपण काही आपला जो ताणतणाव असेल तो घरी सांगू शकत नाही, का तर विनाकारण म्हणजे त्यांना पण ताण वाढेल. पण मग असं तुम्हाला जो ऑफिसमध्ये असेल किंवा कामाच्या ठिकाणी जो ताण-तणाव आहे, त्याचा प्रभाव कधी घरात दिसून येतो का? की तुमची चिडचिड होते, राग-राग होते? अशा पद्धतीचं काय?
हो, हो. हो, हो, तर त्यामुळेच तर मी तुम्हाला बोलली ना, की घरात सांगू नये. अजून मग घरातलं पण वातावरण अ, हे होतं. म्हणजे एक वर सांग हो, जाणवतं.
हं, हां. हां, बरोबर आहे की. पण त्यांना जाणवतच असेल ना, ही की ताणात आहे म्हणल्यावर, जरा चिडचिड होते वगैरे. मग त्या पद्धतीत कशी म्हणजे घरातली कशापद्धतीने परिस्थिती हाताळतात किंवा तुम्ही ती प्रत परिस्थिती कशापद्धतीने हाताळता?
नाही.